घरातील मनोरंजनाचं सगळ्यात महत्त्वाचं साधन जे काही असेल, तर ते आहे टीव्ही. आणि आपल्या लहानपणापासूनच टीव्ही आपल्या घरात आहेच. अ, आणि लहानपणाचे अ, जे काही सीरियल्स होत्या, त्याची आवड आणि आत्ताची आवड, यामध्ये खूप अ, फरक असतो. तर लहानपणीचा आवडता टीव्ही शो कोणता होता, तुम्हाला सांगता येईल का?
अ हं. बरोबर आहे. हो, हो. हो, हो. हां. अच्छा. <chuckles> हो, हो, हो. हं, ॲक्च्युअली ना, मला पण लहानपणापासून टीव्ही बघायची फारच सवय होती. कारण असं होतं, की ना माझी आई <chuckles> नेमकी, म्हणजे आई आणि मी दोघंच असायचो आणि माझा भाऊ आम्ही. आम्ही तिघं राहायचो. कारण की वडिलांची जरा अ, दुसऱ्या ठिकाणी बदली झाली होती लहानपणी. तर मग आम्ही तिघं असायचो आणि मग आईची शाळा असायची. अ, ती शिक्षिका होती. तर ती सकाळी 7:00 वाजता जायची आणि मी बा दुपारी 12:00 वाजता जायचो. आणि मग अ, <chuckles> आणि मग काय असायचं, वेळ मिळायचा टीव्ही बघायला आणि करायचं काय मग असा एक अ, प्रश्न असायचा. तर मग टीव्ही बघणे. तर टीव्ही बघायला मला आवडायचं आणि वेगवेगळे शोज वगैरे बघायचो. अ, पण म्हणजे त्याच्यामध्ये कसं होतं ना, की मुलांसाठी काही खास असे विचित्र अ, म्हणजे विशेष गोष्टी नसायच्या. कारण दूरदर्शन एकच चॅनल असायचं, केबल होतं पण ते आम्ही घेतलं नव्हतं. तर मग बालचित्रवाणी वगैरे आवडायचं पण ते काय एवढं खास म्हणजे, नाही का, त्याची वाट बघावी लागायची आणि ते दर दररोज येईलच असं काही नसायचं. तर मग एक अ, ॲक्च्युअली ना, <giggles> एक अ, सीरीज आली खरं म्हणजे सांगू का तुम्हाला की त्याच्यामुळं इतकी आवडली ना ती, <chuckles> तर तिचं नाव होतं शक्तिमान. तर मला आठवतंय <sucks teeth> म्हणजे जो पहिला <chuckles> हो ना, हो ना.
बरं. अच्छा. हं, ओके, ओके, अच्छा. हां, हां. अच्छा. अरे वाह! <chuckles> अ, वेळ तुम्हाला मिळायचा हां. हां, हां. हां, हां, बरोबर. बरोबर, बरोबर. हां. हां. हां, हां, हां. बरोबर. अच्छा. हां. हां, हां. असं काही नसायचं. बरोबर. हां, बोला, बोला ना. हां, हां. आ! अरे, वाह! वाह! वाह! माझी फार आवडते ती, क्या बात है वाह! वाह! हां, हां. हं. हां, अ, प्लीज प्लीज सांगा ना. हां
तर खूप आवडायला लागला आणि मग त्याचा फॅनच झालो म्हणजे मी.
हां, हां, हां. अ, आणि मग अ, ते विशेष काय? आता तर तुम्हाला तर माहितीच आहे त्या काळी फार अ, सिरीज नव्हत्या आजच्यासारख्या. पण अ, ती काही होती, तर शक्तिमानमध्ये खरंच काय आवडण्यासारखं वाटलं तुम्हाला?
हां. हो, हो. <chuckles> नाही, नाही. शक्तिमानमध्ये आवडण्यासारखं म्हणजे बघा ना, ते पहिल्यांदा तो त्याला बनवतात. 5 येतात. अ, अग्नी, पृथ्वी, वायू, जल, आकाश. 5 तत्व, त्याने तो बनवतात आणि मग अ, <chuckles> त्याच्यानंतर त्याचे नाही का 2 रूपं दाखवलेले आहेत, की एक तो अ, गंगाधर म्हणून पण व्हायचा आणि शक्तिमान बनायचा गरज असती तर. तर ते खूप त्याच्यामध्ये गंगाधरची कॉमेडी पण जरा होती. तर ते पण बघायला मजा यायची आणि बाकी त्याची छोटीशी एक लव स्टोरी पण दाखवली होती. मजा यायची.
हां, हां, पाचवं 5 तत्व येतात, एलिमेंट्स येतात. येस. हां, हां. हां, हां, हां. हं. हो, हो. अं, गंगाराम. गंगाधर, सॉरी गंगाधर. हां. हां, हां. <laughs> हो, हो, हो. हं. हां, बरोबर, बरोबर. हां, हां. आणि ते, अ, तो 5 एलिमेंटपासून बनवलेला असतो तो म्हणजे अ, आकाश, वायू, अ, अग्नी, अ, जल आणि पृथ्वी यापासून तो त्याचं शिक्षण घेऊन एकत्रितीकरण करण केलं जातं त्याचं. आणि त्यापासून त्याची निर्मिती होते आणि तो फार शक्तिमान असतो आणि त्याच नावाप्रमाणे शक्तिमान होता. वा! आणि फार अ, ते आणखी काही गमती-जमती म्हणजे तो काही जेव्हा वेश बदलायचा किंवा काय, त्या तेव्हा कायचं थ्रिल वाटायचं तुम्हाला? ते सांगाल तुम्ही?
हां, हां. <chuckles> जल, पृथ्वी. हं. हो, हो, हो. <chuckles> हां, हां. हो. हो. <laughs> नाही म्हणजे खूप म्हणजे नाही का ते आयकॉनिकच होतं ना, म्हणजे तो असं हात वर करायची एक बोट आणि असं गोल-गोल फिरायचं. तर अ, सगळे आम्ही त्याची ॲक्टिंग करायचो किंवा त्यावेळेला मी थोडंसं नाही का असं ह्याच्यात गेलो कधी व्यायामात. व्यायामशाळेत कसं ते एक गोलचक्री असायची बघा आणि त्याला असं गोल-गोल. तर आम्ही त्याच्यावरती असं बोट करायचो मी असं गोल फिरायचो. <laughs> तर ते असं शक्तिमान. हां, ट्विस्टर ट्विस्टर हां. तर ते होतं किंवा मग अ, त्याचे गाणं पण पाठ झालं होतं. शक्ती शक्ती शक्तीमान. <laughs> अरे माझा भाऊ होता. तर त्याला
हां, हां, हां. हां. <laughs> हां, हां. हं. हां, हां, हां, हां. हां, हां, हां. ओके, ओके, ओके. ते व्यायामशाळेतले ते ट्विस्टर असतात. ट्विस्ट करतात ते कंबरेला. हां, हां, हां. बरं, बरं, बरं. हां, हां, हां. अ, तुम्हाला आठवतं त्याचे शब्द काही? अ, त्या गाण्यातले काही शब्द आठवतात तुम्हाला? हां.
अ, <laughs> आठवतं म्हणजे बरं का अद्भुत अ, एकदम असं नाही की एक्झॅक्ट नाही आठवत. अ, परिभाषा है. ये मिटती मानवता की एक आशा है. <laughs> तर ते असं नाही का खड्या आवाजात एकदमच अस नही का, विनोद राठोड त्याचं हे आवाज वगैरे ते होतं.
हां, हां. फक्त असं वर-वर काही? <chuckles> वाह, वाह, वाह, वाह! करेक्ट करेक्ट. अ, हो, हो. हं. विनोद राठोड यांचा आवाज होता. बरोबर.
हां, हां.
करेक्ट, करेक्ट. आणि अ, त्यातला आ, जे काही व्हिलन्स होते, व्हीलन. म्हणजे ते शत्रू असायचे. अ, त्यातला हां, हां, हां. आणि तो नेहमी काही-काही वेगळ्या क्लुप्त्या करायचा आणि वेगवेगळी माणसं पाठवायचं. तर तुम्हाला एखादा काही एपिसोड वगैरे आठवतो का?
हां, हां, हां, हां किल्विश. <laughs> <laughs> हो. अ, एक आठवतंय म्हणजे मला तसं तर खूपच होते त्याच्यामध्ये पण एक झोंक, झोंक, झोंका म्हणून एक त्याच्यामध्ये होतं बरं का. झोंक, झोंका म्हणजे जळू. आपली जळू तर त्या जळूपासून नाही का तो माणूस त्यांनी पाठवला होता बनवून की तो सगळ्यांचं रक्त वगैरे प्यायचा. <chuckles> मग त्याच्यावरती उपाय केले त्यांनी की त्याच्यावरती मीठ टाकायचं. म्हणजे जळावांवर कसं मीठ टाकलं ना ते गळून पडतात तसंच. त्याचा नायनाट तसा केला होता आणि एक होता तर त्याला नायट्रोजन गॅसनी त्याने ते थंड केलं होतं. <laughs> म्हणजे ते आता फक्त हसायला येतात त्यावेळेला खूप मजा यायची म्हणजे.
हां. अच्छा! हां. हां, हां, हां. हां. अहां, हां, हां, हां. हां, हां. तुम्ही मीठ टाकलं ना तर, ते हो, हो. बरं अरे वाह, वाह! हां. बरं, बरं, बरं, बरं. हं, खूप मजा यायची ती म्हणजे. आणि त्या बालपणी तुम्हाला असं वाटत असेल ना, अरे हे खरंच आहे! हं, असं होतं. असं आहे एक. एक आपलं बालविश्व असतं ना. हां. तर त्या विश्वामध्ये आणि अ, ही सीरियल जी होती अ, शक्तिमान ही बघताना तुमचा भाऊ सुद्धा तुमच्या सोबत असायचा?
हां. <chuckles> हां. हो ना, हो ना. हो. लागतील. हां. हो, हो. माझा भाऊ तर इतका फॅन होता ना म्हणजे खरं सांगू का, की अ, त्याची शाळा नाही का ती शनिवारी यायचं ना नेमकं तर मग सुरुवातीला ते शनिवारी यायचं नंतर तर रविवारी सुरू केलं. तर शनिवारी त्याची नेमकी शाळा सकाळची असायची आणि ते जेव्हा यायचं ना 11 वाजता तर तेव्हा त्याची शाळा भरायची असं काहीतरी होतं. तर हा भरायची तर आणि माझी सुट्टायची तर मी बरोबर त्यावेळेला येऊन तिथं बघायला मला मिळायचं. आणि हे नेमकं शाळा तर तो एकदा नाई का, 2रीत वगैरे होता. तर मग तो म्हणाला, "अ, मम्मी सरांना सांग आता मी शक्तिमान बघून येतोय." <laughs>
हां. अ, ब हां, हां, हां. हां. बरोबर, बरोबर. तेव्हा त्याला अरे रे रे रे! हां, हां, हां, हां. हां, हां. <chuckles> बरं, बरं. हं. हां, हां. हां. <laughs> बरं, बरं. म्हणजे मम्मी ज्या शाळेत होती तुमची शिक्षिका. त्याच शाळेत तुम्ही अ, भाऊ होतात शिकायला. बरं, बरं. मग तुम्ही आता त्याची शाळा आणि अ, सीरियल एकाच वेळी असायची, मग तुम्ही भावाला कधी अ, आज काय झालं ब्वॉ एपिसोड मध्ये, हे सांगत होते का? म्हणजे रंगून वगैरे असं कधी झालंय का?
आणि मुलं आम्ही हां. हां. हो, हो. अ, <chuckles> अ, हां, हां, हां. अ, हां. म्हणजे कसं ना, अ, आता तेवढं नाही आठवत बरं का आणि कसं असतं ना की ते सांगण्यात मजा नाही हो, म्हणजे मोठी माणसं असं करतात, पण लहान मुलांना ते सांगण्यात पॉइंट नसतो किंवा त्यांना ते इंटरेस्ट नसतो. त्यांना ते बघण्यात इंटरेस्ट असतो, असं मला वाटतं. त्याच्यामुळे अशी चर्चा तर नाही झाली, पण नंतर आमची चर्चा व्हायची की तू शक्तिमान, मग एखादा का <chuckles> नाही का एक असा <chuckles> काळा-सावळा मुलगा असतो की तु कीलविष आहे बरं का? <laughs> मग असा आम्ही ते पात्र वाटून घ्यायचो, तर ते असं नाही चिडवा-चिडवी. असं थोडंफार होतं म्हणजे.
हं. हां. बरोबर, बरोबर. हां, हां, हां. <laughs> अं, बरोबर, बरोबर. अ, हां, हां. आणि मग शाळेतली जी सवंगडी मित्र असतील, तर त तेही बघत असतील मग तुमच्यामध्ये काय चर्चा व्हायच्या, शक्तिमानबद्दल? किंवा अ, असं होत असेल ना थोडंफार. खरं, खरं. म्हणजे त्या काही आठवणी? हां.
हां, हां. <laughs> हो, हो, हो, हो. तर चर्चा व्हायच्या ना. म्हणजे हो, हो. तर त्याच्यामध्ये गंमत आम्ही काय करायचचो माहिती आहे का, तर आम्ही थोडंसं मोठं होतो ना, म्हणजे एकदम पण लहान नव्हतो. म्हणजे अ, त्यावेळेला मी 7वी, 8वी ला वगैरे असेल. तर मग काय होतं ना, की शक्तिमान तर होतच, त्याच्यानंतर त्यांनी नाही का एक अ, हे सामाजिक संदेश पण द्यायचा प्रयत्न केला होता, की त्याच्यामध्ये सांगायचं की काहीतरी असं-असं फॅन झटकत आहे, वरती तोंड करून फॅन झटकू नका डोळ्यात जाऊ शकतो आणि मग शक्तिमान म्हणायचा, "ठहरो." आणि मग तो सामाजिक संदेश द्यायचा आणि मग ते सगळे मुलं काय म्हणायचे, "सॉरी शक्तिमान." तर ते सॉरी शक्तिमान आहे ना, <chuckles> कुणी आपल्याला असं नाही का, असं शिकवायचं की "अरे, असं करू नको." मग आम्ही आम्ही त्याला म्हणायचो, "सॉरी शक्तिमान." तर
हं, हं, हं, हं. हं. बरोबर, बरोबर. हां, हां. बरोबर. हां. सामाजिकमध्ये. हां. हां, हां. हां, हां, हां. आ, हां. आहाहाहा! क्या बात है! क्या बात है! सॉरी शक्तिमान. वाह, वाह! ते पर्यावरण संरक्षण, समाजात कसं वागावं वगैरे यावरती ते साधारण शिक्षण असायचं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. अ, शक्तिमान व्यतिरिक्त मग अ, त्यावेळी अ, मला वाटतं अ, जंगल बुक किंवा तसे कार्टून शो वगैरे असतील ना? तर अ, रविवारी यायचेत ना, 1-2 कार्टून शो किंवा मिक्की डोनाल्डचे म्हणा किंवा डिझनीचे म्हणा असं काही अ, एखाद 2 असायचे तर ते त्याचा काय अनुभव आहे तुम्हाला? म्हणजे
हो, हो. अ हो, हो. हं. हो, हो. हो, हो. हो, हो. अगदी, अगदी. हां, हां. तेही असायचे. हो. तेही आवडायचे मला म्हणजे नाही का, तुम्ही आठवण करून दिली म्हणजे ती जागा झाल्या ते अलादीन वगैरे यायचं बघा ते मला वाटतं ना, अ, दररोज दुपारी 4:00 वाजता वगैरे काहीतरी लागायचं ते. अलादीन असायचं किंवा मिक्की अ, डो डोनल्ड्स असायचं, मिक्की माऊस आणि ते काय ग, अंकल डोनल्ड्स आणि तो असा घशातून आवाज काढायचा बघा असा. <chuckles> ती ती
हं. हं, हं. हं हां. बरोबर, बरो मिक्की डोनाल्ड. हो, हो, हो. हां, हां, हां. येस, येस. येस, येस, येस. आणि त्याचे ते 3 का 4 ते अ, त्याचे भाचे असायचे हां, हां, हां. वाह, वाह, वाह!
<chuckles> हां ना, हां ना. ते म्हणजे खरंच आवडायचे खूप बघायला आणि ते त्यावेळी त्या खा काळी खरं सांगू का, तर टीव्ही असं लक्झरी होतं आणि अ, ते जे बघायला मिळायचं म्हणजे चॅनल 1 च. पण त्याच्यात आनंद इतका होता ना, की खरंच म्हणजे नाही का, ते अवर्णनीय म्हणजे चॉईसेस नव्हत्या, काही नव्हतं. पण ते इतकं आपल्याला जसं तुम्ही म्हणाले ना, की एक बालविश्व जे आपलं होतं ना, ते समृद्ध म्हणजे खरं हे जर गोष्टी ना
हां. बरोबर, बरोबर. एकच. बरोबर, बरोबर. हं, हं. हां, हां. समृद्ध करून जायचं. हां.
आपल्याला <chuckles> मला नाही माहिती काय झालं असतं पण म्हणजे खूप छान त्यांनी नाही का एक आपल्याला अनुभव दिले आणि आठवणी तयार झाल्यात असं मला वाटतं.
अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे अ, ते जे काही आपलं बालविश्व होतं. त्या बालविश्वामध्ये तर असचं व्हायचं की अ, की, सामाजिक संदेश वगैरे चॉइस नसल्यामुळे ते जे काही सांगायचे ते आपोआप आपण आत्मसात करत जायचो. कारण आत्ताच्या मुलांना तर तसं बघितलं तर अ, खूप जास्त चॉइसेस आहेत म्हणजे अ, म आणि त्यातले काही, काही याच्यामध्ये थोडंसं अ, वातरतट कॅरेक्टर फार आलेले आहेत नाही का. अ, आजकालच्या अ, टीव्ही शोज मध्ये किंवा त्याच्यामध्ये, ते त्यांची भाषा किंवा अ, हीरोचे अ, मिमिक्री करणं असं असं अशा स्टाईलचं थोडंसं वाढ झाली आहे. पण आपल्या वेळी ते तसं नव्हतं. अ, सामाजिक संदेश अ, समाजात कसं वाव वावरावं? पर्यावरणाची रक्षा कशी करावी? असे अ, शुभ संदेश दिले जायचे भलेही चॉइस नव्हती आणि ते शोज अ, असं मला असं वाटतं की अ, काही आठवड्यातून एकदा आठवड्यातून दोनदा असं दाखवलं जात असल्या कारणाने आपल्याला त्याची उत्सुकता असायची. लहान मुलांना सगळ्यांना. फार उत्सुकता असायची. वाह! वाह! छान छान. अ, म्हणजे अ, काय म्हणूयात आपण? अ, तुम्ही तर त्याबद्दल बोलतचं होता. पण मीही माझ्या बा त्या भावविश्वात गेलो आणि अगदी रममाण झालो. अ, तुम थोड्या वेळ असंच वाटलं ना, की आपणही लहान झालो आहोत, आपले मित्र आहे, आपला भाऊ आहे, आपण टीव्ही बघतो आहोत, <chuckles> आई कामाला गेली आहे, बाबा दुसरीकडे कामाला आहे आणि आपलं ते सगळं चाललेलं आहे. अभ्यासाव्यतिरिक्त आपलं मनोरंजनाचं सगळ्यात महत्त्वाचं साधन होतं टीव्ही. वाह! वाह! छान! अ, तुमच्याशी बोलून मला फार छान वाटलं. अ, फार छान गप्पा मारल्यात आपण खरं तर आणि पुन्हा भेटूयात आपण, गप्पा मारूयात. अ, तुम्ही छान मला सांगितलं त्याबद्दल तुमचे अ, खूप-खूप आभार. अ, खूप-खूप धन्यवाद.
हं. हो, हो. हो. हो, हो. अगदीचं. हो, हो, हो. हो, हो, हो, हो, हो, बरोबर. हं. हो, हो. हं. हो, हो. <chuckles> अगदी, अगदी. <chuckles> हो ना, हो ना, अगदी, अगदी. <chuckles> <laughs> हो ना. हो ना. हो ना. हो.
थैंक यू. थैंक यू.
हो, मला देखील खूप मजा आली तुमच्याशी बोलायला <chuckles> आणि खरचं त्या विश्वात गेल्यासारखं वाटलं. म्हणजे कसं ना, दिवस पट-पट, पट-पट सरतात. तर ते लक्षात येत नाही. पण मागं वळून बघितलं, की ते किती छान होतं आणि ते कुठेतरी जागं होतं म्हणजे नाही का. <chuckles> तर त्याची आठवण करून दिल्याबद्दल तुमचे पण खूप-खूप आभार आणि धन्यवाद.
हं, हं, हं. हं, हं. धन्यवाद.